हां, बोला, बोला.
की तुमच्या मुलांनी गाणं लावलं, तुम्हाला आवडलं किंवा Instagramवरती बॅकग्राऊंडला आहे, तर तुम्हाला आवडलं, तर असं अ, कोणतं आत्ताच्या काळातलं गाणं तुम्ही सांगू शकाल, की जे तुम्हाला आवडलं किंवा 1-2 गाणी आवडली तुम्हाला?
हं. आत्ताच्या काळातलं म्हणजे मला तसं पटकन सांगता नाही येणार कारण अ, म मी तेच तुम्हाला सांगतो, की मला असं लक्षात आलंय, की जुन्या गाण्यांची मेमरी जशी स्ट्राँग बसते ना, तशी नवीन गाण्यांची येत नाही. म्हणजे अ, ज्याला आपण अगदी कॉमन इंग्रजीमध्ये शेल्फलाईफ म्हणतो ना, तर तसं अ, नवीन गाण्यांचं शेल्फलाईफ फार कमी आहे.
अच्छा. आहे बरोबर. हां. हो, हो. <chuckles> हो.
म्हणजे आज तुम्ही जर अ, हायवेवरती जात असाल ना, तर कुठल्याही गाडीमध्ये जास्ती करून बघा, ती जुनीच गाणी चालू असतात.
कमी आहे निश्चितच. हं. हो, हो, हो, हो. मला वाटतं 90s नंतरची गाणी थोडेसे नाही का 2000 पण थोडे ठीक होते. त्याच्यानंतर मला वाटतं शेल्फलाईफ कमीच झाली एकंदरीत.
हां, कमीच झाली आणि आता काय झालं हे स्ट्र पूर्वी हे स्ट्रीमिंग वगैरे काही प्रकार नव्हते ना. पूर्वी अ, आपण ते जाऊन कॅसेट विकत घ्या, मग सीडी विकत घ्या, मग तेव्हा तेव्हा कसं होतं, की तो चॉईस होता, की अरे, आपल्याला आज आज पैसे देऊन घ्यायचंय. आज आपल्याला ₹200 ची श अ, सीडी घ्यायची आहे, तर आपण आपल्याला आवडणारीच गाणी विकत घेऊ. आता ते काही राहिलंच नाही ना. आता आपण आपल्याला सगळं फुकटात ऐकायला मिळतं. त्यामुळे पट पटकन त्याला अ, आपण अ‍ॅक्सेस होतो आणि ताबडतोब अरे, हे ऐकायचं का, चल एका सेकंदमध्ये आपण ते गाणं शोधून काढून लगेच ऐकू शकतो.
होते बरोबर आहे. हो, हं. हो. बरोबर आहे. आणि विकत घेऊ. बरोबर आहे. हां, हां. बरोबर आहे. हो, हो. हो, हो.